निसर्गाची एक ना एक आगळी-वेगळी शांतता असते आणि ती आपल्या मनाला इतकी भिडते, की आपलं मन देखील शांत होऊन जातं. तर मग असं कधी झालं आहे का, की निसर्गाच्या शांतीने तुमच्या मनामध्ये एखादा असा स्पष्ट बदल घडवला आहे? आणि तो काय होता आणि तुम्ही काय अनुभवलं, तो त्याच्याबद्दल काय सांगाल?
अ, हो, नक्कीच. बघा ना, निसर्ग नाही का, अ, आपल्याला स्वतःजवळ ज्यावेळेस, अ, बोलवते ना, त्यावेळेस आपला जो स्वाभाविक गुण आहे ना माणसांचा, अ, त्याला म्हणतो आपण शांती आहे, एक प्रेम आहे, एक, अ, अ, उत्साह, आनंद आहे, तो आपल्याला तो आठवण करून देतो. आजकाल काय होतंय ना, की अ, माणूस कामामध्ये इतना व्यस्त झालेला आहे ना, की त्याला निसर्गाजवळ जाण्याचा तर संधीच उत्पन्न होत नाही. काउनकी अ, एक त अ, ऑफिसचा टायमिंग वाढलेला आहे, स्ट्रेस जास्त वाढलेला आहे आणि प्रेशर होते त्यांना कामामुळे, खूप जास्त प्रेशरच आहे कॉम्पिटिशनमुळे. आणि घरी पण आलं, तर घरी मोबाईल घेऊन बसतो किंवा घरी पण काही कॉम्प्युटरमध्ये वर्क करायचा असतो. तर निसर्गाकडे जाण्याचा त्याचा काही संबंधच जास्त, अ, येत नाही, म्हणजे तुटलेलाच आहे आपण सहसा म्हणू शकतो. आणि मला असं वाटतं, की निसर्गाकडे माणूस जात नाही ना, अ, त्यामुळेच या सगळ्या गोष्टी, ज्या मानसिक बिमाऱ्या म्हणतो आपण, त्याला अँक्झायटी, डिप्रेशन आहे ना? अ, लॅक लो एनर्जी फील होणं, या सगळ्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी मला पण व्हायच्या, बरं का? ज्यावेळेस मी आयटीमध्ये जॉबला होतो, त्यावेळेस माझं काम एकच होतं, घर आणि ऑफिस, ऑफिस आणि घर, दुसरंच. आणि जे आयटी म्हणजे बस, डोकं म्हणजे एकदम <chuckles> त्याला म्हणतो ना आपण, डोक्याचं
हं. बरं. हं. बरं. हं. बरं. हं, हं. बरं. बरोबर. बरं. बरोबर. बरोबर, हं. हं. बरं. <chuckles> बापरे, आयटी मधलं काम म्हणजे हेच असतं. म्हणजे शांतता नाहीच. बरोबर. बेकार, वाट लागते. म्हणजे मला पण याचा अनुभव असल्यामुळे मी सांगू शकते, की वाट लागते. तेच, तेच. तेच, तेच, नक्कीच.
डोक्याचं दही होणं म्हणतो ना त्याला आपण, तसंच होऊन जातं त्यावेळेस, ते कोडिंग वगैरे सगळं. तर त्यावेळेस, अ, अ, घरच्यांनाच भेटायला, जास्त बोलायला वेळ नसून, निसर्गाकडे कधी जाणार ना. तर हां, तर त्यावेळेस मी काय केलं, एक अ, मित्राने बोलावलं, म्हणले की "ये, चला आपण बाहेर जाऊ कुठेतरी?" म्हटलं, "कुठं जायचं आता? ऑफिसचा टाईम आहे, असं तसं." "नाही इथं डॅम आहे. म्हणे. आपण डॅमवर जाऊया." म्हटलं, "ठीक आहे, जाऊ द्या हां." अ, तो म्हणला, काय हरकत नाही, कामाचं त्यादिवशी एवढा पण लोड नव्हता. म्हटलं, "ठीक आहे, डॅमवर जाऊ, चला, ठीक आहे." तर मी अ, त्यादिवशी काय झालं, की आमच्या गावाच्या बाजूलाच, जवळ-जवळ 10 किलोमीटर दूर, एक मस्त डॅम आहे, बरं का. अक्षरशः, मी त्या गावात राहून मला 35 वर्षे होत होती, आणि तितक्या 35 वर्षात मला माहीत नाही, हे डॅम इथं आहे, आणि इतकं सुंदर डॅम आहे म्हणून. आणि मी डॅमजवळ गेलो, आणि जाता-जाता बघतोय, की काय सुंदर, म्हणजे अ, गावाकडचा संध्याकाळ अशी होते ना, की एकदम शांतता असते पसरलेली आणि पक्ष्यांचा इतका सुंदर आवाज आस-पास दिसतोय ना. तर आम्ही रोडने गेलो, जवळ-जवळ 1 किलोमीटर दूर डॅम होता, आम्ही बाहेरच गाडी लावली, एक किलोमीटर दूर. हां, आणि तिथून चालत-चालत जात होतो. अ, संध्याकाळचा वेळ, अ, जवळपास 5:00 वाजले असतील, सूर्य तर मावळला पण नव्हता, खूप छान होतं. मस्त चिमण्यांचा वगैरे, पक्ष्यांचा आवाज येतोय तिथं, एकदम मस्त श्वास तो, म्हणजे फुल ऑक्सिजन म्हणू शकतो त्याला. <chuckles> ऑफिसमध्ये बसून-बसून, त्याच त्या त्या त्याच्यामध्ये गुंतून राहणं, आणि तिथे गेल्यानंतर काय दिसतो, तो तलाव, आणि काय तो सूर्यप्रकाश, बापरे! त्याच्यामध्येचं रिफ्लेक्शन त्या तलावामध्ये, त्या सूर्यप्रकाशाचं. आणि बाजूलाच मंदिर, मंदिरामध्ये चाललेले संध्याकाळचे सुंदर भक्तिगीते, अ, वयस्कर व्यक्ती येत आहेत. त्या मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत, तिथे बसत आहेत आणि सूर्याकडे बघत आहेत. त्यावेळेस मला समजलं, की आपलं जीवन जे आहे ना, की हे करतो काय, म्हणजे आपण नुसतं पैसे कमवण्यासाठी थोडी ना जन्माला घेतलेलं आहे? आनंद पण घ्यायला पाहिजे जीवनाचा, है ना? तर मग अ, त्यादिवशी तिथे गेलो, हे सगळं अनुभव आला ना, नंतर समजलं, की खरंच, अ, जो खरा आनंद आहे ना, तो निसर्गासोबत आहे. जे खरं शांतता आहे ना, ती निसर्गासोबत अ, राहिल्यानं, त्याच्यासोबत एक हार्मोनी प्रस्थापित केल्यानंच होत असते, असं मला वाटलं. हां, <chuckles>
<chuckles> बरोबर ना, एकदम बरोबर. हं. अरे वाह! हं. हं. बरं. हं. बरं. बरं. बरं. हं. बरं. अच्छा. हं. हं. बाप रे! <chuckles> अरे वाह! हं. बरं. बरोबर. हं. हं. बरं. बरोबर. पण निसर्गात असं जाताना, मनात असं काय-काय बदल घडतात हो? म्हणजे तुम्हाला वाटतं, म्हणजे विचारांची जी रफ्तार आपल्याकडे सतत विचार चालू असतात ना आपल्या मनामध्ये, मग ती अशी मंद होते का? किंवा मग असं, चिंता जी आपली असते ना, सतत तणाव, तणाव जो असतो, तो एकंदरीत कमी होतो का? की लक्ष वेधून जातं? आणि म्हणजे थोडक्यात काय प्रतिका प्रतिक्रिया असते, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
हां, हां, हां. हां, बरोबर, बरोबर. हो, हो, हो. हो, हो. हां, कसं होत ना की अ, आपण घरात असतो ना, 4 भिंतीमध्ये आपण, आपलं फोकस फक्त एवढशा स्क्रीनवरती असतं. आणि त्यामुळे आपल्याला वाटते तेवढंच जग आहे, म्हणजे छोटंसं अ, 10x10 ची रूम म्हणजे ही एवढंच जग आहे. पण ज्यावेळेस अ, बाहेर निघतो आणि त्यावेळेस मी त्या तलावाजवळ गेलो ना, तर मला इतकं अथांग सागरसारखं वाटू लागलं ते, की त्यासमोर मी छोटूसा एक वाटायला लागलो.
बरोबर. हं. हं. हं. बरं.
आणि ज्यावेळेस मी स्वतःला असं छोटा समजलं ना, त्यावेळेस मला समजलं, की एवढी मोठी सृष्टी जो ईश्वर चालवत आहे, तो मला नाही का चालवणार? एवढे मोठे पक्षी चालवत आहेत, एवढे मोठी माणसं आहेत तिथे व्यक्ती आहेत एवढे मोठे, त्या सगळ्यांना तो ईश्वर चालवत आहे तर मला नाही का चालवणार. तर मला कशाचं टेंशन आहे, मला कशाचा ताण आहे.
हं. बरं. हो ना. हं. बरोबर. हं. नक्की.
अशा गोष्टी मला आठवत होत्या त्यावेळेस, हां. आणि अ, कसं आहे ना, की ज्यावेळेस मी इथे गेलो, त्या डॅम जवळ त्याच्याकडे तोंड करून अं, बसलो त्यावेळेस नाही का ते प्रवाह चालू होता त्या अं, तलावामध्ये. अ, एकसारखं पाणी असं हवेनं जात होतं. त्यावेळेस त्याला बघता-बघता, बघता-बघता नाही की अचानक मला समजलं, की अ, विचार पण आहेत ते कमी-कमी, कमी-कमी, कमी-कमी होत जात आहे. आणि त्या झाडाच्या खाली बसलेलो झाडा अ, ला नाही का एक मस्त हवा अ, टच करून जात होती. त्या झाडाचा पण एक वेगळा आवाज येत नाही का त्याचा, कुझी इफेक्ट अं, कुझी आवाज असतो त्याचा एकदम म्हणतो आपण त्याला. तसा त्याचा आवाज येत होता, आणि त्या आवाज माझ्या कानावर पडत होता. आणि त्यासोबत एक वेगळीच हार्मोनी बसली आणि मनातील विचार जे आहे, कन्फ्युजन आहे, तणाव आहे, अ, एक अ, म माणसाला असं काहीतरी भविष्यात कसं होईल, काय होईल याची चिंता लागलेली असते कायम. ती चिंता पण अशी कमी-कमी, कमी-कमी व्हायला लागली आणि मला समजलं की मी अ, कायम अ, भूतकाळाच्या, <swallows> अ, दुःखामध्ये असतो नाहीतर भविष्याच्या चिंतामध्ये असतो. पण त्यावेळेस अ, जो मला सूर्य दिसला ना तिथे, एक आश्चर्य वाटलं ना, मी टोटली प्रेझेंट मोमेंटमध्ये आलो आणि मला समजलं, की वर्तमान क्षणातच खरा आनंद आहे. ना भूतकाळामध्ये, ना भविष्य काळामध्ये. <chuckles> त्या गोष्टी तिथे अशा मला अनुभवाला आले खूप छान होत्या माझ्यासाठी त्या.
हं. हं. बरं. हं. बरोबर. हो. बरं. हं. हं, बरोबर. हं. हं. बरं. हं. अरे वाह! बरं. हं. <chuckles> अरे वाह! खूप छान. मग शहरामध्ये बघा ना, शहरातल्या लोकांकडे वेळ नसतो, तुम्ही म्हणाल, की आय टीमध्ये आहे. तर घरातल्या लोकांसोबतच बोलायला अ, वेळ नसतो स निसर्गामध्ये काय जाणार. मग ह्या जे शहरातली लोकं आहेत, मग ती निसर्गाचा कसा फायदा घेऊ शकतात? म्हणजे छोट्या दिवसाच्या काही सवयी आहेत का? किंवा मग काही छोट्या प्रॅक्टिसेस असेल तर तुम्ही सांगू शकता का? किंवा मग अजून काही, कोण काय-काय करू शकतो त्याबद्दल काय सांगाल?
हां. बरोबर. हां, हां, हां. बरोबर. हो, हो. नक्कीच. बघा ना, अ, शहरामध्ये काय होते की एकतर कामाचा लोड जास्त असल्यामुळे आपण तिथे निसर्गामध्ये जाऊ शकत नाही अ, काही करू शकत नाही. त्यासाठी ना, एक आपल्याला आपल्या लाईफला डिसिप्लिन अ, देणं खूप आवश्यक आहे आणि एक, टाईममध्ये बसवणं खूप आवश्यक आहे. कसं आहे काम तर होतंच राहणार आहे. पण काम करता-करता आपलं शरीर जो आहे, आपलं मन जे आहे, ते तेवढं परिपक्व असायला पाहिजे ना, आणि ते तेव्हाच होईल, ज्यावेळेस तुम्ही ते कामातून ब्रेक घेऊन निसर्गासोबत दिसाल. निसर्ग काय करतो ना, आपल्याला पुन्हा आपल्या तो माणुसकीपणा आहे ना त्याच्यामध्ये घेऊन येतो. आणि एक नॅचरल स्टेट जी असते व्यक्तीची की ती आनंदित राहणं, शांत राहणं, प्रसन्न राहणं त्याच्यामध्ये घेऊन येतो. तर अ, शहरात राहिलेले जे व्यक्ती असते ना, त्यांना वेळ असतो पण सकाळी-सकाळी. सकाळी-सकाळी ज्यावेळेस ते बाहेर निघू शकतात आणि शहराच्यामध्ये गार्डन पण आहेत. गव्हर्नमेंटने गार्डन पण ओपन केले आहेत किंवा अ, अ, कुठे थोडंसं दूर जाऊन, अ, थोडंसं सिटीच्या बाहेर असू शकतो. आपलं कारनं जायचं, सिटीच्या बाहेर जायचं आणि तिथे चालायचं. ते चालणार, कधी डॅम असतात. डॅमच्या आजूबाजूला जाऊन बसायचं. ह्या गोष्टी आहेत ना, या व्यक्तीला पुन्हा निसर्गासोबत अ, जोडतात असं मला वाटते.
हं. खरं. हं. हं. बरोबर. नक्कीच. बरोबर. हं. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं, हं. नक्कीच. हो ना. तिथे बरोबर. नक्की. म्हणजे खरंच, तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलत या सगळ्या गोष्टी. म्हणजे, निसर्गाला आपण जर आपण वेळ घालवला या निसर्गामध्ये तर आपल्याला काय-काय निसर्ग म्हणजे आपलं मन शांत करेल आणि सगळ्याच गोष्टी खूप छान होतील. पण मग मला तुम्हाला एक अ, शेवटचं असं विचारायला आवडेल. म्हणजे बघा ना, कधी-कधी असं पण असंही असतं की काही लोकांना निसर्गात जाणं हे आरामदायक नाही वाटत वाटतं नाही म्हणजे त्यांना एक एखादा ट्रॉमा असतो किंवा मग भीती पण असते ना काही लोकांना. किंवा मग तर अशांसाठी काय आपण असं काही सावधगिरी पर्याय किंवा मग असं तुम्ही अ, स्टेप बाय स्टेप असा काही सल्ला तुम्ही देऊ शकता का, जेणेकरून त्यांना आपण म्हणू शकतो की ह्या निसर्गाचा अनुभव घेता आला येईल? आणि त्यांची जी भीती असते, मग त्यावर असा काही उपाय वगैरे सांगाल का?
हां, हां, हां. हां. बरोबर. हां. अच्छा. अच्छा. हो, हो. बरोबर. हो, हो. अ, भीती म्हणजे अशी असते की निसर्गामध्ये कसं आहे घरात आपण राहतो ना, तर पूर्ण सुरक्षित असते. कारण की सगळं आपल्या कंट्रोलमध्ये असते ना. आणि ज्यावेळेस अशा ठिकाणी जातो जिथे डॅम आहे, जंगल आहे, जास्त झाडं आहेत. तिथे आपल्या कंट्रोलमध्ये नसते प्रॉब्लेम. तर त्यावेळेस काय होते ना की अचानक भीती वाटणं तर साहजिकच आहे, त्यावेळेस हां. तर मला असं वाटते ना, की तशा स्थितीमध्ये व्यक्तींनी जायला पाहिजे. कारण की एक आपला कम्फर्ट झोन आहे, तो तिथे तुटत असतो बघा. कारण की आपण कम्फर्ट झोनमध्येच राहतो पूर्णतः आणि आपल्याला जो दु:ख आहे ना, तो कम्फर्ट झोन असल्यामुळे आहे. आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर आपण कधी निघायला तयारच नसतो. तर हा एक चांगला आपल्याला उदाहरण बनू शकते की आपला कम्फर्ट झोन तोडण्यासाठी. तर मला वाटते की अ, लोकांनी काय करायला पाहिजे ना की आपलं हे कम्फर्ट झोन तोडायला पाहिजे आणि निसर्गासोबत जायला पाहिजे. होईल ना जे होईल ते पाहून घेऊया होऊन-होऊन होणार काय आहे ना असा एक आपला ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे.आणि जायला पाहिजे. आणि ज्यावेळेस कम्फर्ट झोन तो तोडतो ना आपण त्यावेळेस मला वाटते की वास्तविकमध्ये माणूस त्यावेळेस जगत असतो बरं का. कम्फर्ट झोनमध्ये ज्यावेळेस असतो ना तर पूर्णत: तेच त्याच त्या गोष्टी रिपिटेशन चालू असतात आणि व्यक्ती हा अनकॉन्शियस होऊन जातो मग सगळ्या गोष्टींबद्दल. हा ठीक आहे मग झोपेत पण त्या गोष्टी तो करू शकतो जसं की अ, ड्रायव्हर असतो ना एक ड्रायव्हिंग शिकताना कसं फुल्ली तो अवेअर असतो सगळ्या गोष्टीबद्दल पण एकदा त्याला ड्रायव्हिंग आली की मग तर तो गप्पा मारताना गाणे ऐकताना ड्रायव्हिंग करू शकतो सगळ्या गोष्टी आहे ना.
बरोबर. बरोबर. बरोबर. हं. बरं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरं. हं. बरं. हो ना. हं. बरं. हं. बरोबर. हं. हो. बरोबर. बरोबर, हो.
तसंच व्यक्ती घरामध्ये बसून, कामामध्ये बसून, अ, तो एक ऑटो मोडवर चालला जातो. मग त्याच्या जीवनात काही नवीनता नसते. अ, त्याच्या जीवनात काही आनंद नसतो, अ, काही उत्साह नसतो. पण हे ज्यावेळेस आपण कम्फर्ट झोनमधून ज्यावेळेस बाहेर निघू, बाहेर निघून निसर्गासोबत जाऊ ना, त्यावेळेस, अ, या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर होतात. अनेक आनंद, उत्साह, प्रेम, या सगळ्यामध्ये आपण तिथे राहायला सुरू होतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की ज्यांचं होतच नाही, बाबा, अ, फिजिकली तेवढे हे नाहीये, फिट नाहीये, तिथे जाऊ शकत नाही. तर त्या व्यक्तीसाठी काय आहे, की त्यांनी, अ, गार्डनमध्ये ते जाऊ शकतात. गाडीमध्ये बसून नॉर्मली, आहे ना, एवढे मोठे जंगलात न जाणं, ट्रेकिंगला जाऊ शकत नाही किंवा नदीच्या किनाऱ्यावर नाही जाऊ शकत, तर ते ड्रायव्हिंगमध्ये जाऊ शकतात. गार्डनमध्ये जाऊ शकतात. ड्रायव्हिंग करून गार्डनमध्ये जा, अ, जायला पाहिजे, अ, नाहीच होत, तर कमीत कमी अ, बाल्कनीमध्ये ते बसू शकतात आपल्या, बाल्कनीमध्ये मस्त करायचं, झाडं वगैरे लावायची, आहे ना. आणि झाडं असली तिथं, तर पक्षी येतातच. पक्ष्यांमध्ये ते तिथे सहवास घेऊ शकतात. आणि अ, अशा ठिकाणी अ, ज्यावेळेस ते बस बसतील ना, जसे बाल्कनीमध्ये झाडं वगैरे मस्त सजवून, लगेच गार्डन तयार करायच छोटं मिनी गार्डनआणि तिथे ते, अ, काही ब्रीथिंग टेक्निक करू शकतात, जसे प्राणायाम वगैरे, अ, ध्यान लावू शकतात, त्या तिथे बसून. म्हणजे निसर्गाचा सहवास त्यांना तिथे पण लाभतो, बरं का. करायचं असेल तर, हां, या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. <laughs>
हं. हं. हं. बरं. अरे वाह! हं, हं. बरोबर. हं. बरं. बरं. बरोबर, हो, तो पण एक फील घेऊ शकतो. हं. नाही. अरे वा! नाही. म्हणजे खरंच. बरोबर, बरोबर. तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं, की निसर्गामध्ये जर, अ, शांततेमध्ये आपण राहिलो, तर आपलं मन कसं बदलतं, आपल्याला मानसिक शांतता कशी मिळते. आणि एकंदरीत तुम्ही उपाय पण सांगितले, की त्यांच्याकडे, त्यांना शक्य होत नसेल, तर त्यांनी काय-काय केलं पाहिजे. तुम्ही काही पद्धती सांगितल्या किंवा मग काही ट्रॉमा असेल काहींना, तुम्ही त्यांना, एक म्हणू शकतो, की आरामदायक वाटत असलं तरी देखील तुम्ही उपाय सुचवलेत. तर खरंच, तुम्ही खूप छान गोष्टी सांगितल्या आणि तुमचे अनुभव देखील शेअर केले. तर खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी याविषयावर चर्चा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
हां. बरोबर. हां. हां. हो. <laughs> नक्कीच, नक्कीच. मला पण खूप छान वाटलं आणि तुमचे मनापासून धन्यवाद. <laughs>